मी अ, एखादी हं. दिलं होतं की एस-एस-सीची एक्झाम दिलो होतो मी स्टाफ सिलेक्शन कमिशनची त्यामध्ये माझा अभ्यास काय झाला नव्हता. पण तरी पण मी फॉर्म ॲप्लिकेशन भरलं अन् नंतर एक्झाम द्यायला गेलो. अ, एक्झाम मध्ये मला कळलं, की क्वेशन पेपर जास्त टफ होता. टफ असल्यामुळे तेव्हा कळलं की आपण आपला अभ्यास झालेला नाही आणि जे जे मुलं अभ्यास करतात ना त्यांच्यासाठी ते क्वेशन पेपर बरा होता आणि जे काहीच वाचले नाहीत म्हणजे माझ्यासारखे किंवा मी म्हणा. अ, त्यांच्यासाठी क्वेशन पेपर अवघड होता. मग मला त्या त्यावेळेला रिअलाइज झालं, की बाबा आपला अभ्यास झालेला नाही आणि आपण बरोबर अजून या परीक्षेसाठी प्रिपेअर नाही.
हं, हं. हं. हं, हं. अच्छ हं, हं. हं.
तो मला तेव्हा रिअलाइज झालं बघा.
अच्छा. अच्छा, अच्छा, अच्छा आणि खूपदा बघा ना, आयुष्यात असं होतं की एक अ, वाटतं आपल्याला, की "पुस्तकाचं पान पलटायचं का पूर्ण पुस्तकच बंद करायचं?" तर अशा वेळेस निर्णय पण चुकतात तर अशा वेळेस तुम्ही काय करता हो?
अं, म्हणजे ब आता बघा हां, ते माझं पोरं माझं पानच प पुस्तकच ते माझं बंद झाल्यासारखं समजा आता माझं ते स्पर्धा परीक्षेचं एक पुस्तक होतं म्हणून समजा. तिथं मी क माझा पुरा प्रवास ते आम्ही करत होतो त्या हिच्यावरती पण मी ते पुरं सोडूनच दिलं आता ते पुस्तकच बंद केल्यासारखं असं झालं माझं. पुरं पुस्तक बंद करून आता नवीन पुस्तक उघडल्यासारखं झालं, की बाबा नाही आता तिथं आपलं काय करियर होणार नाही अन् तिथं जास्त स्पर्धा आहे. आता दुसरं पुस्तक उघडलंय मी माझं प्रायव्हेट कंपनी मध्ये जॉब करायचं. त्यामुळे मी ते पुस्तकच <chuckles> पुस्तकच बंद केलं.
हं, हं, हं. अच्छा, अच्छा. अरे वा! <chuckles> हां, हां, हां. अरे वाह! वाह! खूप छान. म्हणजे तुम्ही पुस्तकच बंद करायचा निर्णय घेतला.
<chuckles> हो, पुस्तकच बंद करायचा निर्णय घेतला आणि नंतर आता मी एका फार्मास्युटिकल कंपनी आहे तिथं जॉब करत-करत करतोय.
अरे वाह वाह! खूप छान! तर परत कधी असा निर्णय घ्यायची वेळ आली का तुमच्यावर, की काय करावं? काय करावं नाही म्हणजे एखादा निर्णय घेताना तुम्ही काय बघता, की जेणेकरून चूक टाळता येईल?
हां.